तर त्याच्या त्या गोष्टीमध्ये एक वेगळीच मजा असते त्या वयात नाही का?
हां. अगदीच ना, अगदीच, तर मग ते पेन्सिल जेव्हा मी दुकानात बघितली होती ना मला असं झालं बाप रे! अरे बापरे! संजू विसरला की काय ही पेन्सिल? हे पेन्सिल इथे आहे. मी गेलो माझ्या मित्रांना सांगितलं "अरे पेन्सिल, पेन्सिल इथे आलीये चल, चल, चल." मग त्याला त्या माणसाला विचारलं "अरे एक पेन्सिल द्याना." बोलतात "अरे! पैशाची येते ती फुकट येत नाही." आणि ती पेन्सिल काहीतरी तेव्हा ₹10ची होती मला आठवतं. आणि एक साधारण जी पेन्सिल होती ना ते काहीतरी ₹1ला पेन्सिल यायची. नटराचा बॉक्स असायचा पेन्सिलचा तो ₹5ला यायची. ही पेन्सिलच फक्त दहा रुपयाची हां. तर अ, मग बरीच धावपळ वगैरे झाली. कमीत कमी घरात आरडाओरड झाला आणि खूप काही रडारड झाली "पाहिजे, पाहिजे, पाहिजे." आणि मग शेवटी ती पेन्सिल भेटली. मग जेव्हा ती पेन्सिल भेटली. सगळ्यात पहिले मग एक लहान मुलगा काय काढणार ना खायच्या गोष्टीचं काढेल तो जास्तीत जास्त त्याची त्याला थोडी पैशाचं तेवढीच बुद्धी तर मग मी मला आजही आठवतंय मी समोसा काढायचा प्रयत्न केला होता. आणि मला असं होत होतं की अरे! समोसा येणार, समोसा येणार. कसला समोसा येतोय, काय येतोय? मला असं वाटलं की या पेन्सिलमध्ये पॉवर नाही काय नाही. तर मग असं गंडलो होतो मी असं एकंदरीत त्या लहानपणी पण.
हो. हां. <coughs> हो. बरं. हो. बरोबर आहे. हो. हो. बरोबर हां. ₹5 वगैरे. अरे बापरे! काय सांगताय! हां. हो त्याचे विचार तिथपर्यंतच. बरोबर. मग पुढे काय झालं? <chuckles> हां. अरे बापरे! मग? थोडी निराशा पण आली असेल तुम्हाला मग, कारण समोसा तर खऱ्या आयुष्यात आता तयारचं झाला नाही.
निराशा हं. निराशा म्हणजे. काय म्हणजे लहानपण होतं की मूर्खपणा होता तो काही कळला नाही. पण ती मेमरी आहे ना आजही. ती मेमरी आहे, म्हणजे अ, आणि मी तेव्हा तर कार्टून म्हणजे मला असं वाटतं कि मी अ, एक अ, कॅरेक्टर होतो तेव्हा, मला प्रत्येक गोष्ट अशी आहे ना ते मी फॅन्टसी वर्ल्डमध्येच जायचं. तर अ, जसं की हे शका लका बूम बूम वगैरे तसं तो प्रकार झाला किंवा मग एक अ, आणखीन एक कार्टून होतं आणि त्या कार्टून, बरं मला तर आहे ना त्या कार्टूनच एक अ, कुठेतरी असं वाटतं की हो, आजच्या आयुष्यामध्ये कुठेतरी चांगलं घडवलंय त्यांनी पोपॉय द सेलर मॅन करून एक कार्टून होतं.
हं. बरोबर. बरं. अच्छा. हां. हो. अच्छा.

हा अ, शक्तिमान तर मला असं वाटतं आपला पहिला सुपरहिरो होता तो <chuckles> शक्तिमान. अ, म्हणजे श शक्तिमानचा तर मी इतका फॅन झालेलो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती इतका फॅन होता त्याचा, की अ, शक्तिमान सगळ्यात जुना, मला असं वाटतं. त्याच्यानंतर हे शाकालाका बूम-बूम, सोनपरी वगैरे, अ, हातीम ताई असे बरेच काही शो येऊन गेलेले आहेत. तर मग शक्तिमानचा ड्रेस घेणं हे खूप अ, भारी असायचं. तर मला आठवतं ना, की खूप लहान होतो मी. आय गेस सेकंड स्टँडर्ड काहीतरी माझी आई मला सांगायची, की मी इतका हट्ट केलेला. तर ते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये मी तो कॉस्ट्यूम त्यांनी रेंटनी आणलेला आणि तो अ, मला मी घालून गेलेलो. तर अ
बरोबर. हां. हो. हो. बरोबर. हो, हो, हो. बरोबर. हो. अरे वाह! पण मग ते जे शक्तिमानचीजी सवय होती बघा तो असा हात वरती करायचा, बोट वरती करायचा आणि असा गोल-गोल फिरायचा
हात वरती करायचा आणि गोल-गोल फिरून हे करायचा. हां, हां, हां. अगदी ना.
पण मग यासोबतच काय झालेलं की अ, काही शालेय विद्यार्थी किंवा लहान-लहान जी मुलं होते तर त्यांच्याबरोबर काही छोटे-मोठे अपघातही असे झाले होते, नाही का?
सुसाइड वगैरेही झालेलं. हं, हं. हं, हं, हं. नाही, नाही
तर तेही खूप म्हणजे प्रभाव असा झालेला दिसतो. हां.
ते ब घातक होते. हां, म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये कार्टून होतो. मी फॅन्टसी वर्ल्डला ॲक्सेप्ट करत होतो पण असं काही इतकी बुद्धी होती मला की बाबा हे जम्प नाही करायचंय आपल्याला. की शक्तिमान येणार आणि वाचवेल. अंधेरा कायम रहे हे या सगळ्या गोष्टी नव्हत्या. इतकं इतकं मूर्ख नव्हतो. होतो पण इतकं मूर्ख नव्हतो, की <chuckles> शक्तिमान येणार आणि वाचवेल आणि बऱ्याच दुर्घटना झालेल्या आहेत त्या काळामध्ये. अब लहान मुलंच नाही बरेच लोकं म्हणजे मोठ्या लोकांनीही तसा प्रयत्न केला आहे. खूप प्रभाव करून गेलेला शक्तिमान त्या गोष्टीचा. गंगाधर ही शक्तिमान है, शक्तिमान ही गंगाधर है. म्हणजे.
बरं. अच्छा. पण एवढे पण नाही. हो. बरोबर. हो. शक्तिमान आहे. बरोबर आणि वर्तमानपत्रात पण त्या बातम्या म्हणजे येत असायच्या, की आज या ठिकाणी असं झालं, तसं झालं वगैरे.
हं. असं झालंय. हो. हो.
तर मग याचा तो हां.
आणि ब बरेच असे शो होते आणखीन तो. एक शो आणखीन होता. म्हणजे तो बालपणीचाच आहे. लहानपणीचाच शो आहे. मला असं वाटतं, की त्या शो नी खूप लोकांचा मृत्यू झालेला आहे. आहट करून होता.
हां. हो. बरोबर.

बघा मला तर त्याचं सगळ्यात आधी ते जे गाणं म्हणजे. म्हणजे मी इतकं बघायचो लिटरली की ते जे गाणं होतं ना त्याचं. हाय मै संजू, मेरा सिक्रेट है मॅजिक पेन्सिल. तर ते जे गाणं, जो भी बनाये सच हो जाये, असं. तर मग ते जे कॅरेक्टर होतं ना, की टीटू पढ़ाकू, पार्थो पढ़ाकू, डरपोक थे मिस्टर जग्गू. असं असे बरेच त्या गाण्यामध्ये. तर ते जेवढेही कॅरेक्टर होते ना, ते सर्व आजही तसेच्या तसे आठवतात मला कारण की मला असं वाटतं ना, की अ, एकही ॲपिसोड आम्ही मिस नाही करायचो त्यात असं. आणि अ, एकही ॲपिसोड असा कधी अ, मिस नाही केला. आणि बरेच काही ॲपिसोड असे असायचे. एक ॲपिसोड मला असा वाटतो ना की त्याच्या वडिलांचं ना डोकं दुखत असतं खूप. तर मग हा आहे ना, त्याचे वडील बोलतात, "अरे मेडिसिन्स पाहिजे, मेडिसिन्स पाहिजे." तर मग हा काय करतो माहिती आहे का? त्याचे पप्पा बोलतात, ही त्याला वडील, की "250 पॉवरची एखादी डोकं दुखायची टॅबलेट वगैरे भेटली ना तर मग ते बरं होईल." त्याच्या आईला हां. तर मग हा ड्रॉ करतो, "अरे पप्पाला 250 कशाला यार, जास्त दिसतं आहे मला." तर मग तो 500 पॉवर तर ड्रॉ करतो. आणि मग ते टॅबलेट त्याला देतो आणि त्याच्या वडिलांना असा त्रास होतो. म्हणजे असे बरेच असे आणि मग ते इतकं प्रसंग होते ना, ते <chuckles> म्हणजे इतकं रिअल वाटायचं. अरे वॉव! म्हणजे
हां. हो. बरोबर. हो, हो, हो. हां. होते. सर्वच. अरे वाह! अरे वाह! किती छान. हां. बरं. घेऊ नये हां. अरे बाप रे! प्रसंग आहेत. हो. बरं. पण मग अ, आजकाल अ, आपण बघतो की आजही टीव्हीवर बरेचसे कार्यक्रम सुरू असतात. तर मग तुम्ही आजकाल असे कोणते हे जे शो आहेत किंवा जे टीव्हीचे जे कार्यक्रम आहेत, तर ते बघता का? आणि जर बघत असाल तर मग आजचे जे कार्यक्रम आहेत आणि आपले जे जुने होते जसे की शक्तिमान, शाकालाका बूम बूम. तर याच्यामध्ये साधारण काय तुम्हाला फरक जाणवतो?
हं, हं. हं, हं. हं, हं. हं. बघा आज सध्यातरी मलातरी असं वाटतं ना टीव्हीसोबत जो एक नातं होतं ते कुठेतरी संपत आहे. अ, टीव्ही बघणंच बंद झालं आहे आणि सीरियल वगैरे तर मला असं अ, तेव्हा जेव्हा बघा असं नाही बोलत की मी आत्ताच्या काळात. आज लोकं डिजिटल झाले. आज ज्या मुलांना ज्या गोष्टी मिळतायेत ते त्याच्यात खुश आहेत. आपल्याला, माझ्या काळामध्ये ज्या मला मिळाल्या होत्या मी त्याच्यात खुश होतो. आणि त्यात का खुश होतो? जास्त खुशी का होती कारण की सहकुटुंब आम्ही तिथे बसायचो. आणि कुटुंबच नाही, बरेच मला असं वाटतं ना, बऱ्याच घरच्या जे फॅमिलीज होत्या. प्रत्येक फॅमिली असे शो बघायचे आणि ते असं घाणेरडं काही नाही. स्वच्छ अ, पाण्यासारखं नितळ, प्युअर असं कंटेंट असायचं. मनोरंजन असायचं. काही घाण नाही. काही अ, द्वेष नाही, काही जातीय भेद नाही, हे ना? अ, प्रत्येक अ, ब कधीही बघा लहान मुलांच्या कॅरेक्टरमध्ये एक पंजाबी, एक जाडा मुलगा, एक पत्रा मुलगा. असे कॅरेक्टरायझेशन घ्यायचं. कारण की ते अ, समजायला कदाचित टाईम गेला असेल आपल्याला पण त्यांनी कधी भेद नाही केले होते ते दाखवाय
हां, बरोबर. खूपच कमी झालं आहे. अगदी बरोबर. हो. बरोबर. खरं आहे. अरे वाह! बरोबर ना. काही नव्हतं. हो. निव्वळ मनोरंजन म्हणावं लागेल. बरोबर. खरं आहे. खरं आहे, खरं आहे. हो, हो. असायचे. अगदी बरोबर. अगदी बरोबर.